जसं आपण हप्त्यातून किंवा महिन्यातून एकदा आपल्या शरीराला डिटॉक्स करतो. तसंही सध्या डिजिटलच्या युगामध्ये म्हणजे नाही का? आपली एवढी म्हणजे नाही का? आपल्याला हे झालेत की सवय झालीत, म्हणजे की त्यावेळेस डिजिटल डिटॉक्स करण्याची पण खूप वेळ आपल्यावर वेळ येते. तर तुम्ही असं करता का हो डिजिटल डिटॉक्स वगैरे काय आहे यातलं?
हो. मी करतो डिजिटल डिटॉक्स आणि हे म्हणजे डिटॉक्स म्हणजे काय ते नेमकं समजावून घ्या. जेव्हा आपण कोणत्याही डिजिटल अ, स्क्रीन असलेल्या डिव्हायसचा खूप जास्त वापर करतो ना, तर काय होतं माहिती आहे का? हो. अति प्रमाणामध्ये. तर अ, त्यावेळेस काय होतं? आपलं एक अ, काय म्हणतो मानसिकरित्या आपल्याला अ, एकाग्रता जी म्हणतो आपण ती कमी व्हायला लागते आपली.
हं, हं. हं. अति प्रमाणात. ती कुठेतरी भंग पावते. हो, बरोबर बोललात आपण.
हो, हो, आणि आपण ना असं, हे होऊन जातो. गुंतून जातो. म्हणजे एखादं कंटेंट बघतोय वारंवार अ, काय म्हणतात आणखीन त्याला? बिंज वॉचिंग आणि ॲडिक्शन जे म्हणतो आपण खूपच ॲडिक्ट होऊन जातो माहीत आहे का? व्यसन लागतं आपल्याला एक प्रकारचं असंही म्हणता येईल. तर यामध्ये अ, डिटॉक्स म्हणजे अ, आपल्या मळ मनामध्ये जी काही घाण आपली जमा झाली आहेत ना, ती सगळी काढून टाकण्यासाठी आपण ह्या गोष्टी वेगवेगळ्या वापरतो. तर माझं थोडंसं उदाहरण सांगायचं झालं तर आधी मी खूप Netflixचा मला खूप शौक होता, नाही का? आणि त्यामध्ये पण असं सायफाय वगैरे काही आलं अ, पिक्चर वगैरे किंवा सीरीज असते बघा, सायफायची 4-4, 5-5 तर मी एकदा बसलो की मग एका रात्री सीझनच्या सीझन खतम <chuckles> म्हणजे फक्त स्नॅक्स वगैरे बाजूला ठेवायचे ड्रिंक्स म्हणजे खात-पीत नाही का? स्पेशली वीकेंडला असं व्हायचं.
बिंज वॉचिंग वगैरे म्हणता येईल आपल्याला. हो, हो, हो. अगदी बरोबर. हं, हं. हो, हो, हो. अगदी बरोबर. अच्छा, अच्छा. हं, हं. बरोबर, बरोबर. अरे, बापरे! हां, हां.
पण, त्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, मस्त वाटते, एन्जॉय होते. पण काही काळानंतर, आपल्या बॉडीला रेस्ट पाहिजे बरोबर? आणि रेस्ट पाहिजे, पण आपण एनर्जी ड्रिंक अ, Red Bull पिणार, हे पिणार, आणखीन झोप पण नाही येणार, पण एन्जॉय पण करणार. ते फॉर्म-फॉर्ममध्ये आपण करतो, पण कुठेतरी, आपल्या आरोग्यावर किंवा मानसिक अ, जे म्हणतो अ, जे आहे आरोग्य हां. ताणतणाव येतो आणि त्यावर परिणाम व्हायला लागतो. सुरुवात होते, लक्षणं दिसायला लागतात आणि हं. एकाग्रता वगैरे, कमी झाली की झोप झोपही ऑब्व्हियसली येत नाही बरोबर. मग, दुसऱ्या दिवशी कॉलेज असेल किंवा शाळा असेल.
अच्छा. बरोबर. हं, हं, हं, हं. ताणतणाव येतो. अगदी बरोबर. बरोबर, झोपेवर कुठेतरी आहे ना, याचा परिणाम होतो.
हं. होतो. शाळा असेल, कॉलेज असेल, यावरही परिणाम होतो. तर, यासाठी काय करायचं, एकदम सिंपल गोष्ट स्क्रीन अ, टाइम कमी करायचा. एका दिवसात हे होणार नाही, आपल्याला सवय लागलेली आहे ना, तर थोडं-थोडं हळू-हळू कमी करायचं. आधी जर तुम्ही 10 तास पाहत होतात, तर कमी करायचं, 8 तास पहा, 6 तास पहा. हळू-हळू, हळू-हळू करत.
हं. बरोबर. हं, हं.
कमी यायचा, आपण म्हणतो ना, सवय ही सोपी नसते एकदाच मोडण्यासाठी, तर ती सवय मोड अशी हळू-हळू-हळू
हो, हो. कोणती सवय म्हणजे लवकर झटक्यात आपल्याला सोडता येत नाही, त्याकरता आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो. तर तुम्ही जसं बोललात, की तुम्ही वारंवार साय-फाय बघत बसायचे, हां. तुम्ही जसं बोललात तुम्ही वारंवार साय-फाय बघायचे, म्हणजे एका दिवशी पूर्ण सीझन. तर अशावेळी तुम्ही मग डिजिटल डिटॉक्सची तुमच्या अंमलात आणला का?
समजा, एकदा झटक्यातच केलं, तर मग ते अं हां. हो, मग आणावाच लागला ना. ते साय-फाय बघून-बघून मला असं वाटायचं, की मी एखादा मोठा कुठलातरी सायंटिस्ट आहे, नाही का मोठा. <chuckles> म्हणजे मीच आहे ते हिरो. म्हणजे एवढा असर होते ना, त्याच्यामध्ये असं घुसून जातो ना आपण, हां. म्हणजे अ, आपण म्हणतो ना, हां. मग आपण दैनंदिन जीवनात काय चाललंय, काय बघतो, ते पण साय-फाय बघून-बघून त्याच लॉजिकनं किंवा त्याच थिंकिंगनं मी बघायचो. अरे, असं झालं, असं तर असं कसं? हे म्हणतो ना, एक परिणाम आपल्याला व्हायला लागतो डोक्यावर, नाही का. मग हे टाळण्यासाठी हळू-हळू स्क्रीन टाईम कमी करायचा आणि अ, जे कंटेंट आहे ते चांगलं बघायचं, पॉझिटिव्ह बघायचं. साय-फाय पॉझिटिव्हच आहे, पण मला एक सवय होती ना त्याची, खूप बघायचो मी, पण हां, हां. तर मी ते कमी केलं, एकदम स्क्रीन टाईमच कमी केला. आणि हळू-हळू मी अ, नोटिफिकेशन्स वगैरे आपल्या डिवाइसवर येतात, डिस्ट्रॅक्शन येतात. आणि असं नाही, की फक्त आपण साय-फाय म्हणजे Netflix वगैरे किंवा बिंज वॉचिंग करूनच हे होतो, की काय म्हणतात अ, डिजिटल डिटॉक्सची गरज आहे.
अरे, बापरे! <laughs> काय बोलता? हां, हां, हां. मानसिक परिणाम. हं, हं, हं. हं, हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. बिंज वॉचिंगची. हं, हं, हं. बरोबर, बरोबर. तर तुम्ही तो डिटॉक्स करायचाच. म्हणजे तुम्ही जे सांगितलं आत्ता, की तुम्ही म्हणजे स्वतःला एक वेळ द्यायला सुरुवात केली. तर त्या दरम्यान बघा, आपल्याला खूप जणांचे कॉलही येतात, WhatsAppवर मेसेज येतात किंवा खूपदा कामाचे ईमेल बघायचे असतात. तर ते तुम्ही कशा पद्धतीने हाताळता हो? पूर्णपणे बंद ठेवता की काही, म्हणजे नाही का, आपण बोलतो एमर्जन्सी कॉन्टॅक्टची सुविधा, आपत्कालीन संपर्क हे पण सुरू ठेवता?
हां, ते ठेवतो ना म्हणजे कसं आहे बघा कोणत्याही मोबाईलमध्ये एमर्जन्सी डायल असतो म्हणजे आपला फो फोन जरी लॉक असला तरी आपण कॉल करू शकतो नाही का. त्या डायलवर ठेवायचं. एमर्जन्सीचा म्हणजे एम्ब्युलन्सचा ठेवायचा, एक आपला फॅमिली मेंबरचा एखादा ठेवायचा आणि अ, दुसरा कोणता ठेवायचा अं, हॉस्पिटल, पोलिसचा वगैरे ठेवायचा नाही का. हे 3 ठेवायचे. मेन मेन, म्हणजे आपल्या घरचे, एम्ब्युलन्स आणि पोलीस म्हणजे कारण की या 3 गोष्टी अशा आहेत केव्हा आपल्याला गरज पडेल आणि काय होईल ते सांगता येत नाही, नाही का. कोणी आपल्याला मार मारत असेल धरून, <chuckles> किंवा कोणी मागं लागलं मर्डर-बिर्डर करण्यासाठी. असतं ना रात्रीचा अंधाराचं गाव म्हणजे कामावरून वापस येतोय बाईकवर वगैरे अ, रस्त्यामध्ये अडवलं कोणी तर अचानक आपण नंबर वगैरे लावू शकतो. हां. आणि म्हणजे पळत-पळत आपण लावू शकतो नाही का. आपण पिक्चरमध्ये वगैरे बघतो त्या टाईपचं होऊ शकतं सीन. अ, मग दुसरं आणखीन काय सांगायचं हॉस्पिटलचा एम्ब्युलन्सचा खूप गरजेचा आहे नंबर कारण की अ, अनहोनी जी आहे कधीही होऊ शकते नाही का. घरातल्याला एखाद्याला हार्ट अटॅक वगैरे आला तर काय सांगणार. अ, घरामध्ये वयस्कर, बुजुर्ग कोणी असलं तर तर तो एक ठेवायचा. आणि एमर्जन्सी आपल्याला फॅमिली मेंबर्सला कळवण्यासाठी किंवा मदत वगैरे मागण्यासाठी तो एक नंबर ठेवायचा. हे 3 आपण वर ठेवू शकतो आणि बाकीचे जे नंबर आहेत म्हणजे फालतू टाइमपास <chuckles> ते मी फोकस मोड वगैरे वापरतो. त्यामध्ये फक्त ॲप वगैरे दिसतात जे आपल्या कामाचे आहेत नाही का. आणि आणि वर्क प्रोफाइलचं जे तुम्ही म्हटलात म्हणजे वर्कचं तर त्यासाठी मी वर्क प्रोफाईल बनवतो सेपरेट Androidमध्ये. तर त्यामध्ये वर्कशॉप ॲप जे असतात ना ते वेगळे होतात आणि वैयक्तिक ॲप्स जे आहेत ते वेगळे होतात. मग याप्रकारे मी मस्तपैकी मॅनेज करतो ना नोटिफिकेशन म्हणजे वर पर्सनलचे मी जर बंद केले नोटिफिकेशन वर्कमध्ये दिसणार नाही आणि वर्कचे बंद केले तर इकडं दिसणार नाही.
हं, हं, हं. हं, हं, हं. बरोबर. सांगत नाही येत. बरोबर. <chuckles> अडवलं चोरांनी वगैरे म्हणा कुणी. हं, हं, हं. हं, हं. अगदी बरोबर. अच्छा, अच्छा. हो, हो, हो. हं, हं. अरे वाह, खूप छान! बरोबर, बरोबर. म्हणजे तुम्ही योग्य प्रकारे त्याला विभागता जेणेकरून डिजिटल डिटॉक्स जी संकल्पना आहे ती म्हणजे व्यवस्थितपणे राबवता येईल. पण बघा तुम्ही जेव्हा सुरू केलं असेल तुम्ही म्हणलं की तुम्ही बिन बिंज वॉचिंग करायचा किंवा म्हणजे नाही का खूप असा त्या कॅरॅक्टरमध्ये घुसून वगैरे जायचा. तुम्हाला वाटू लागायचं की मी सायंटिस्ट वगैरे अशातलं काही, तर सुरू करताना तुम्हाला सगळ्यात मोठं आव्हान काय होतं म्हणजे नाही का कामाचं दडपण होतं, की कुटुंबाची अपेक्षा? किंवा म्हणजे सारखेच-सारखेच नाही का ते स्पॅम मेसेज येतात त्यामुळं, म्हणजे तुम्हाला काय वाटलं की आपण आता हे सुरुवात केलं पाहिजे? आणि सुरुवात केल्यावर म्हणजे नाही का तुम्हाला सर्वात मोठं आव्हान काय वाटलं त्यामधलं?
हां. बरोबर. हां, हो. हे बघा सर्वात पहिलं आव्हान, अ, मी पहिले तर हे सांगाल मला जाणीव केव्हा झाली नाही का, की माझ्या संग असं घडतंय काहीतरी वेगळंच अफलातून. तर ते मी सांगेल, जेव्हा नाही का माझे अ, खूप सारे पेंडिंग अ, वर्क वगैरे राहायला लागले. मला ज्या गोष्टी करायच्या आहेत, अ, आपण म्हणतो ना माझं प्रोक्रॅस्टिनेशन व्हायला लागलं म्हणजे आज नाही उद्या करू, उद्या करू, उद्या करू असं. म्हणजे आज तर एवढी सीरीज बघू. मग सीरीज बघताना काय मी करतो फक्त एन्जॉय करतोय, खातोय-पितोय नाही का, दुसरं काही काम नाही, काही नाही. मग अ, मी सुरुवातीला अ, ट्राय केलं की एकदाच बंद करायचं नाही आपण. म्हणजे असतं नाही का रागाच्या भरामध्ये पटकन अ, बंद करायचं. पण ते असतं ना एक मधून, अरे यार काहीतरी मिसिंग आहे, पाहिजे, पाहिजे मला, पण सवय लागलेली. तर मी काय केलं मग सुरुवातीला एकदम सोपी ट्रिक. ते बघत-बघत काम करायला सुरू केलं नाही का, म्हणजे एखादी झलक बघायची टीव्हीवर, म्हणजे लॅपटॉपवर लावले आणि म्हणजे टॅबवर लावले Netflix वगैरे, आणि लॅपटॉपवर काम असायचं तर अ, लॅपटॉपवर
हं, हं. अच्छा. हं, हं. बरोबर. हं, हं, हं. हो, हो, हो. पाहिजे. हं हं. अच्छा. हं, हं. अच्छा, म्हणजे हळू-हळू तुम्ही ते तोडायची सुरुवात केले. अशा द पद्धतीने.
हळू-हळू तसं केलं मी. म्हणजे Netflix मी चालूच ठेवायचो बाजूला सीरीज. पण असं नाही की सीन बाय सीन आज कसं टक लावून बघायचं आधी, म्हणजे हेडफोन-बिडफोन घालून. मी काय केलं, स्पीकरवर लावायचो मग लॅ म्हणजे ह्याच्या अ, ह्याच्या टॅबच्या आणि ते टॅब बाजूला ठेवायचं आणि काम करत करत बघायचं नाही का, दुसरेही काम व्हायलेत. हां, एवढं होतं की अ, बिना अ, म्हणजे एका बिना एकाग्रतेचं थोडं काम व्हायचं सुरुवातीला नाही का. पण मला एक माझ्या मनामध्ये एक समाधान वाटायला लागली की एटलीस्ट मी काम तरी करतोय ना. हां, तेवढ्या फास्ट नाही करत आहे पण करतोय थोडं-थोडं. अ, म्हणजे बघत-बघत. म्हणजे हे पण मला थोडं समाधान भेटत होतं काय चालू आहे Netflixमध्ये आणि इकडं काम पण होत होतं नाही का. मग हळू-हळू काय केलं, अ, पूर्ण म्हणजे अ, थोडा वेळ गॅप घ्यायला, म्हणजे जेव्हा ब्रेक घ्यायचो ना मी, तेव्हा अ, हे इकडं पण बंद करायला सुरू केलं. ब्रेक घेऊन म्हणजे चालायला जायचो किंवा किराणा वगैरे घ्यायला आपण खाली मुद्दामून चालायला जायचं, पार्कमध्ये जायचं. पुन्हा वर येताना म्हणजे असं ब्रेक छोटे-छोटे घ्यायला लागलो. मग यामुळे काय होतं माहिती
हां, हां. हां, एकदम. टॅबच्या. अच्छा. काम तरी करतोय. अगदी बरोबर. हं. हं, हं, हं. हं, हं. अरे वाह! खूप छान. खूप छान. अच्छा, म्हणजे पोमोडोर टेक्निक आहे, ती तुम्ही आजमावली. की तेवढा वेळ बघायचा थोडा वेळ किंवा मग कामाच्या मध्ये-मध्ये बघत राहायचं जेणेकरून तुमचं म्हणजे नाही का ती सवय पण सुटेल आणि काम पण होईल .पण हा डिटॉक्स केला तुम्ही. हां.
अगदी बरोबर. हां. हां, सुरुवातीला तसं. म्हणजे कारण की मी जेव्हा ट्राय केलं होतं ना एकदा चक्क सोडायचं ते मला जमलं नाही खरं सांगायचं तर. हां, म्हणजे मला वाटलं यार बोर होत आहे नाही का ते सवय झाली होती एक. मग तशी सवय मी हळू-हळू मोडली म्हणजे काम करत करत बघायचो मग हळू-हळू मग अ, जसं सांगितलं पोमोडोरो तुम्ही सांगितलं जसं. म्हणजे थोडं 25-30 मिनिट करायचं ब्रेक घ्यायचा मग ब्रेकमध्ये ते पण बंद करायचो ना. मग हळू-हळू-हळू-हळू जे कमी-कमी म्हणजे अ, होत गेलं अ, माझा स्क्रीन टाईम जो आहे. स्क्रीन टाईम म्हणजे इकडं वाढला लॅपटॉपवर पण कामाचाच वाढला ना म्हणजे पटपट माझ्या वस्तू होत होत्या जे माझे अ, प्रोक्रॅस्टिनेशन आधी होत होतं अ, आजचं काम उद्या, उद्याचं परवा, ते व्हायला लागले लवकर-लवकर आणि हे काम जेव्हा आपले पटपट कंप्लीट होतात ना यामुळेच आपल्याला आत्मविश्वास आणि एक अ, काय म्हणतात मस्त वाटते मधून ना अ, मानसिकरित्या. हं.
जमलं नाही. अच्छा. हो, हो, हो, हो. हां. हो, हो, हो. अच्छा. अच्छा. हो, हो, हो. कामाचा वाढला. हं, हं, हं. अच्छा. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर हा तुम्ही डिटॉक्स केला सुरुवातीला तुम्ही सांगितलं की तुम्हाला खूप अडचणी आल्या. बट जसं-जसं तुम्ही यावर म्हणजे नाही का काय थोडी-थोडी करून सुरुवात केली. कमी करायचा प्रयत्न केला. तर त्यानंतर तुम्हाला काय बदल दिसले हो? म्हणजे आपलं म्हणतात ना एक झोपेची वेळ तुमची विस्कळीत होती पहिली. तर त्यानंतर झोपेच्या परत मनस्थिती परत एकाग्रता पण कुठेतरी भंग पावायची आणि त्यानंतर नातेसंबंधाचाही यामध्ये खूप उपयोग होतो म्हणजे जसं की डिजिटल डिटॉक्स केल्यामुळं तुम्हाला काय फरक जाणवले असे?
हां. हो, हो. हां. अ, हे बघा, सुरुवातीला खरंच सांगायचं तर अ, फरक हा जाणवला, की अरे, म्हणजे समाधान मला वाटलं मनाला, नाही का. मी काम जेव्हा करायला लागलो ते बंद करून, म्हणजे हां, अरे काहीतरी होते, प्रॉडक्टिव्ह ना. पण खरं सांगायचं तर असं बोरही व्हायला लागलं. म्हणजे मन तिकडं जात होतं सुरुवातीला, अरे, आणखीन गेट ॲप काहीतरी लावणे, कोणती सीरीज आली आणि Netflixवर असं असते, काही ना काही नवीन-नवीन डेली येतच असतं, म्हणजे त्यांचे हां. कंटेंट चालूच असते. आणि हे माझं सुरुवातीला व्हायला लागलं. मग अ, नंतर मला असं लक्षात आलं, जास्त वेळ मी जेव्हा स्क्रीन टाईम अ, नो स्क्रीन टाईम असं हे केलं, तर एकाग्रता
अच्छा, अच्छा. हं. हं, हं, हं. चालूच असतंय. अच्छा, अच्छा. मग एक म्हणजे सिलेक्टीव तुम्ही हे ठरवलं का, की आता नो स्क्रीन टाइम झोन आहे?
हां, हां. ठरवलं आम्ही रविवारी डायरेक्ट हेच केलं, मग ते अ, बंदच करून टाकलं. एकदा म्हणजे सगळं प्रॅक्टिस केल्यानंतर हळूहळू. अ, सुरुवातीला मी 2 घंटे नाही वापरायचो रविवारी, मग 4 घंटे, असं हळू-हळू वाढून मग चक्कच बंद केलं. कारण की रविवार मला वाटतं असा दिवस आहे अ, ज्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवार येतो नाही का. कारण की सोमवारी जॉब असतो, तर मानसिक तयारी वगैरे पाहिजे. आणि मला जेव्हा अ, Netflix वगैरे राहाय चालू राहायचं ना, मी रात्रभर झोपायचो नाही. मग झोप नाही व्हायची, मग ऑफिसला प्रॉब्लेम, ऑफिसला प्रॉब्लेम झाला, मग सोमवारी अ, मंगळवारी तर जायचंच आहे वापस. मग ते रुटीन अ, नेक्स्ट सोमवारपर्यंत तसंच चालायचं. कमी झोपेतच मी ऑफिस जा ऑफिसला जायचो. नाही का. तर हा प्रॉब्लेम व्हायचा. आणि सांगायचं झालं, एकाग्रता वाढली, कामं पटपट व्हायला लागली. आणि आरोग्यही माझं चांगलं अ, वाटायला लागलं. आपण म्हणतो ना, एक मधून आपल्याला चांगलं वाटते, म्हणजे एक एनर्जेटिक अ, फील येते. जेव्हा आपण खूप मस्त झोपतो. आणि यामध्ये डिटॉक्समध्ये मी काय केलं माहिती आहे का आणखीन? योगा वगैरे, मला काय जेव्हा मी बघायचो ना टीव्हीवर रामदेव बाबा, हे असं हुसुक-हुसुक करते, व्यायाम वगैरे. तर तेव्हा मला हे वाटायचं ना, अरे काय हे, काय पण दाखवत आहेत, नाही का? म्हणजे मी सीरियस नाही घ्यायचो त्याला. पण खरंच बरं का, योगाचं खूप महत्त्व आहे आयुष्यामध्ये आणि मी पण योगा वगैरे का चालू केला आहे. कपालभाती, अनुलोम विलोम, त्यानं खरंच अ, आपल्या शरीरावर खूप प्रभाव पडतो. आणि एक म्हणतो ना, ऑक्सिजन लेव्हल वगैरे पण वाढतं.
अच्छा. हं, हं. बरोबर. अगदी बरोबर. हं, हं, हं. अगदी बरोबर. हं, हं, हं. हं, हं, हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. हां, हां. हो, हो. हं, हं, हं. महत्व आहे. अगदी बरोबर. अरे वाह! खूप छान. खूप छान. हो, हो, हो. श्वासाची गती पण वाढते आणि त्यामुळे रक्ताभिसरण क्रियाही सुधरते. आणि त्यामुळे कुठेतरी एकाग्रता आणि आपल्या शरीराला खूप सारा हे होतो. तर तुम्ही काय सल्ला द्याल शेवटी म्हणजे डिजिटल डिटॉक्स ज्याला करायचा आहे. तर त्याच्याकरता एखादा मोलाचा काय उपदेश द्याल किंवा सल्ला द्याल. जेणेकरून
हो. आण. हां. हे बघा एकदम थोडक्यामध्ये आणखीन सांगायचं झालं काय करायचं आहे. तर जे स्रोत आहे ना, तुम्हाला माहीत आहे कशामुळं डिजिटल डिस्ट्रॅक्ट होत आहे. तुम्ही ते स्त्रोतला तुम्ही कमी करा हळू-हळू. जसं मी केलं नो स्क्रीन टाइम डे जाहीर करा एखादा. अ, तुमच्या फॅमिलीसोबत मस्तपैकी क्वालिटी टाइम स्पेंड करा. तुम्ही चेस खेळा, हां, चेस खेळा, कॅरम खेळा, कोणासोबत किंवा क्रिकेट खेळा, घरातल्या घरात असतं बघा, गली क्रिकेट म्हणजे असं अ, कामाची वस्तू फिजिकल गोष्टी करा. असं डिजिटली नुसतं असं बोटवर ढकलून-ढकलून फोनवर काय टच करून कायच भेटणार आहे? म्हणजे त्या लूपमध्ये तुम्ही फसू नका जेवढं होईल तेवढं फोकस मोडवर वगैरे वापरा. जर खूपच गरजेचं आहे अ, अ, तुमच्या जॉब वगैरेसाठी आणि दुसरं काय सांगायचं झालं, तर हां, आणखीन एक मित्र-मैत्रिणी पण खूप अ, अ, हे कामी येतात अशा वेळेस. हं. गप्पा वगैरे त्यांच्याशी मारा अ, पर्सनली जाऊन. चहा वगैरे प्यायला जा. मुद्दामून आपण जे म्हणतो ना, आधीच्या काळात जी करायची लोकं म्हणजे मुद्दामून काहीतरी निमित्त लावून त्यांना भेटायला जा. असं एक अ, काय म्हणतो सामाजिक अ, तुम्ही अ, देवाण-घेवाण जे म्हणतो समाजामध्ये वावरा असं थोडक्यात सांगायचं आहे एकटं एकटं राहून फक्त फोनमध्ये घुसून राहू नका आणि जेवढं होईल तेवढं स्वतःची काळजी घ्या. प्राणायाम वगैरे पण खूप मस्त हे करतं हेल्प करतं. नक्कीच तुम्ही ट्राय
हं. हं, हं. हो, हो. अगदी बरोबर. हो, हो. गरजेचे आहे. हं, हं, हं. हो, हो, हो. अगदी बरोबर. नक्कीच, नक्कीच तुम्ही जे हे सर्व क्लुप्त्या वगैरे सांगितल्या त्या नक्कीच कुठेतरी फायदेमंद राहणार आहे आणि डिजिटल डिटॉक्स किती महत्त्वाचं आहे. याचं पण तुम्ही म्हणजे नाही का एकदम योग्य रीतीने त्याला अधोरेखित केलं आहे आणि ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल आणि तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा आणि तुमचेच तुमच्या वेळेबद्दल धन्यवाद.
अ, नक्कीच मला हे खूप अ, चांगलं वाटलं बोलून धन्यवाद.